अ, शिक्षण हे खूप महत्त्वाचा विषय आहे आणि अ, शिक्षणामुळे मुलांना खूप ताण येतो, तर तो ताण तुम्ही कमी करण्यासाठी काय करता?
हो. हं. आता तसं कसं आहे, की मी तर विद्यार्थीच आहे त्यामुळे माझं पण शिक्षण अजून चालू आहे. त्याच्यामुळे आता ह्या गोष्टी मला तर फार म्हणजे स्वतःसाठी ही करता येतात, की मी समजू शकतो, की ह्या गोष्टी ताणतणाव हा येतोच, नक्कीच येतो. पण कसं आहे, की एक गोष्ट माझ्या लक्षात आली, की म्हणजे शिक्षणाचा ताण आपल्याला कधी येतो? की म्हणजे कसं आहे, की ज्यावेळी शिक्षणाकडे आपण, की बाबा अ, माझी ब 15 दिवसानं ऐ परीक्षा आहे, मग 15 दिवसात परीक्षा आहे तर मी स्वतःच टार्गेट फिक्स करतोय, की मला बाबा 100 मार्काचा पेपर असेल तर एवढ्या ह्याच्या पुढे पाडायचे आहेत. मग बाबा मी काय केलं तर बाबा मग अ, एक अ, भली मोठी लिस्ट काढली, की बाबा 20 तारखेला परीक्षा आहे. मग बाबा किती माझ्याकडे अ, सब्जेक्ट हे आहेत, टॉपिक्स आहेत तर मग मी 20 चे 20 टॉपिक काढले. मग त्याच्यानंतर बाबा दररोज एक टॉपिक घ्यायचा. मग बाबा पहिलं पान काढलं, दुसरं पान वाचलं, तिसरं पान वाचलं आणि पुन्हा कळतंय, की अरे, लक्षात काही येत नाहीये वगैरे. हे अशा पद्धतीने जर का आपण अभ्यास केला ना तर ताणतणाव नक्कीच येतो. कारण कसं असतं, की त्यावेळेस आपण एक शिकण्याच्या हेतूने त्याच्याकडे बघण्यापेक्षा एक आपण परीक्षेकडे बघून ते पुस्तकाकडे बघतो आणि ते कसं होतं आणि ते पुस्तक कसं आहे, की पुस्तक आता छोट्या आहेत तोपर्यंत ठीक आहे, ताणतणाव याचा प्रश्न येत नाही. पण जर का तुमचं जर का एक पुस्तकच असेल 300 पानाचं, 200 पानाचं आणि तुमची परीक्षा जर का 10 दिवसावर, 15 दिवसावर जर का असेल, तर म्हणजे ताणतणाव तर नक्कीच येतो ह्यात काही प्रश्न नाही. पण हा ताण हां, तर हाच ताणतणाव येताना म्हणजे माझं तर कसं आहे, की शिकताना मला वाटतं कुठेतरी, की परीक्षेकडे बघून शिकण्यापेक्षा की आपल्याला एक त्यातून काहीतरी नवीन गोष्टी शिकायच्यात किंवा खरं शिकण्यासाठी ज्यावेळेस आपण शिकतो ना, त्यावेळेस ताणतणाव त्यामानाने कमी येतो, की जर का तुम्ही ह्या पद्धतीने विचार केला, तर मग ताण जरा त्या तुलनेत कमीच येतो असं म्हणता येईल.
अरे, क्या बात है. हं, हं, हं, हं. हं, हं, हं. हं, हं, हं. बरोबर. हं, हं. हं, हं, हं. बरोबर. हं, हं. हं, हं, हं, हं. हं, हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं, हं. अगदी बरोबर. हं, हं. हं, हं, हं. हां, हां, हां, हां, हां, हां. हं, हं, हं, हं. तर हं, हं. हं, हं, हं. हं, हं. हं, हं, हं. हं, हं, हं. हं, हं, हं, हं. बरोबर. हं, हं, पण अ, मला असं विचारायला आवडेल आणि अ, की हा आहे ना खूप अ, महत्त्वाचा विषय आहे. अ, तर याच्यामध्ये काय होतं ना, की अभ्यासाचा ताण खूप जास्त आहे. तर जसं तुम्ही सांगितलं, की तुम्ही आहे ना, तुमच्या वेळेला आहे ना डिव्हाइड करतात, की कसं करायचं. तर मग आता ते ते तुमच्या आहे ना काय स्टेप्स आहेत? की ते कसे-कसे स्टेप्स तुम्ही घेतात? याला म्हणजे किती कित जेवढं सोपं करू शकतात. तर मग ते सोपं करण्याची जी तुमची पद्धत आहे, ती ऐकायला आवडेल.
हं. बरोबर आहे की, हां. हां. हां, नक्कीच, हं. हं, बरोबर आहे की. हां. हां.

नाही, नाही, नाही, नाही. खूप छान! खूप छान! बोललात तुम्ही आणि अ, हा ॲक्च्युअली खूप महत्त्वाचा विषय आहे आणि त्या महत्त्वाच्या विषयावर ज्या प्रकारे तुम्ही उत्तर दिलं आहे ना, मला खरंच खूप बरं वाटलं आणि खूप छान. असं आपलं संभाषण. झालेलं आहे. मला नक्कीच आवडेल तुमच्याशी परत एखाद्या चांगल्या छानशा विषयावर चर्चा करायला. तर अ, नक्कीच पुन्हा एकदा आपण कधीतरी कुठल्यातरी छान विषयावर चर्चा करूया. भा चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून. आणि धन्यवाद. हं, हं.
अ नक्कीच. हं. नक्कीच. <chuckles> नाही, बरोबर आहे की. नाही, नाही. खरं आहे. नाही मला हे म्हणजे जसं तुमच्या बरोबर बोलून बरं वाटलं की म्हणजे कसं आहे की ताण वगैरे, ह्या गोष्टी येत राहतात किंवा ह्या गोष्टींवर कोण लक्ष देत नाही, की "बाबा तणाव येतोय, तर हा कमी कसा करायचा? निव्वळ तणावाला काय झालं." की बाबा बऱ्याच जणांचं असं होतं, की बाबा लावली कडी आणि बसलाय आपला एकटाच टाईम घालवतोय. तर, हे तर काही गोष्टी गरजेच्या आहेत, की बाबा तुम्ही एकटं हां, एकटं राहू नका एकटं राहू नका. की जरा आई-वडिलांशी बोला, मित्रांशी बोला, स्वतःच्या ज्या काही भावना बाहेर येऊ द्यात. म्हणजे ह्या गोष्टी हां, मनात जे आहे काय आहे ते हां, आत साठवून ठेवू नका. त्यामुळे कसं आहे की एक शिकतानाही अशा पद्धत वापरा, की बाबा शिकणं सुद्धा तुम्हाला एक तणावपूर्वक नाही, तर ती शिकताना सुद्धा तुम्हाला काही ज्ञान मिळतंय किंवा आनंद हां, मजा घ्या, शिकण्याचाही आनंद घ्या. आणि एकटं राहू नका की जिथं तुम्हाला ताणतणाव येईल, की बाबा घरच्यांकडून ताणतणाव असला, तर मित्रां मित्रांबरोबर राहावं. मित्रांकडून असला तर घरच्यांशी काही गोष्टी बोला, काय असला अशा म्हणजे मला पण ह्याबद्दल बोलून म्हणजे फारच बरं वाटलं आणि माझी पण थोडक्यात मतं तर ह्या गोष्टीची रिव्हिजन नसती पण माझं पण बाबा लक्षात आलं, की बाबा मला जरी पुढे ताण आला तर बाबा मी ह्या गोष्टी आता मला पुन्हा एकदा रिकॉल झाल्यात, की बाबा काय-काय केलं पाहिजे, काय-काय नाही. तर मला हे तुमच्या बरोबरून म्हणजे फार छान वाटलं.
हं, हं. हं, हं. बरोबर. हं, हं, हं. हं. हं. बरोबर, रडत बसतात. <chuckles> एकटं राहू नका. लोकांशी बोला. हं, हं. जे आहे मनात म्हणजे ते बाहेर काढा. आत साठवून ठेवू नका. ठेवू नका. हां, हां. नाही आहे. त्याची मजा घ्या, आनंद घ्या. मजा घ घ्या. बरोबर. खूप छान, खूप छान बोललात. हं, हं. हं. हं, हं, हं, हं. <chuckles> हं, हं, हं. नाही तुम्ही, तुम्ही विद्यार्थीच आहात तर मग तुम्ही जो तुमचा एक एक्सपिरियन्स शेअर केला त्याबद्दल खरंच मनापासून तुमचे आभार. मला तुमच्याशी नक्कीच आणखीन विषयावर चर्चा करायला आवडेल. तर अ, पुन्हा भेटूया. आणि पुन्हा काहीतरी चांगलं आपण एक चर्चा करूया.
<chuckles> हां. नाही, नाही. बरोबर आहे. नक्कीच. नक्कीच. नक्कीच. नक्कीच. पुन्हा भेटूयात. नक्कीच, नक्कीच. मलाही पुन्हा तुम्हाला भेटायला आवडेल. धन्यवाद.
नक्कीच. <chuckles> धन्यवाद हं.
हां.